निसर्गातल्या एखाद्या छोट्या शोधानं तुमच्यामध्ये काय बदल केलाय, सांगाल का?
<chuckles> अ, म्हणजे ना, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. काय झालं होतं ना, की अ, मी एकदा ना एक अ, असं ते असतं ना विह विहीर असते ना. कुवा म्हणतात ज्याला आपण. मी त्याच्या जवळ असं बसला होता. पाय माझे अ, आतमध्ये साईड होते. तर मी असं बघत होता पाण्याला. तर मग एक मुलगा आला आणि त्याने मस्तपैकी त्याच्यामध्ये एक दगड फेकला.
हां. अ, अ, हो, हो. हां. हां, हां.
तर त्याच्यामध्ये तरंग आले, लय अ, ते म्हणतात ना असं त्याच्यामध्ये प्रवाह झाला सुरू.
हां. हो.
तर मला असं वाटलं, की आपले विचार पण असेच असतात ना, की कोणीतरी त्याच्यामध्ये एक असं असं एक कंकड या मग एक असा एक असा छोटासा विचारही सोडला, तर आपलं मन पूर्ण विचलित होतो. मनामध्ये अगर कोणचाही विचार चालला असेल, तर तुमचं मन पण एकदम धड-धड, धड-धड, धड-धड विचलित होऊन जातं.
हो.
तर मला असं वाटलं, की जसं आपलं मन विचलित होतो, तसं हे पाणी पण एक दगड फेकण्याने विचलित होतं. पण हे पुन्हा नक्की शांत पण होतं. आपलं मन शांत नाही होतं. पण मनाला शांत कसं करू शकतो हे मला त्याच्यामधनं, असा शोध आला होता छोटासा.
अरे वाह! <chuckles> छानच. म्हणजे फारच अ, अ, इंटेन्स तुम्ही विचार केला त्याच्या बाबतीमध्ये. अ, तर मग सांगाल का की अ, असा हा जो बदल आला. त्यानंतर तुम्ही काय केलं? म्हणजे काय करण्याची इच्छा झाली?
<chuckles> मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो मी जेव्हा त्या विहि अ, विहिरीकडे बसला होता ना तेव्हा त्या मुलाने पत्थर फेकला तर मला पहिल्यांदा समजमध्ये नाही आलं. मग त्यांनी असं सतत 2-3 वेळा असं केलं, तर मला असं वाटलं, की नाही. तुमच्या मनामध्ये जेवढे विचार येतील तेवढं तुमचं मन अस्वस्थ होणार. पण अ, जेव्हा तुम्ही पाणी होतात. जेव्हा तुम्ही प्रवाह समजतात विचारांचा किंवा तुमच्या मतांचा, तेव्हा तुमचं मन शांत होऊ शकतो. तर मग मी काय केलं, की मी मस्तपैकी बसला आपल्या श्वासांवर लक्ष दिलं. आणि ना आणि मी हे अ, मला आलं समज आलं, की आपण आपल्या अ, विचारांना आणि आपल्या मनाला शांत करू शकतो.
हां. हं. हां, हां.
मी त्याच्यामध्ये कसं की ना असं, आता तुम्ही असं मी विहिरीचं बोललो आता जेवढं मोठं, <clicks tongue> अ, काय म्हणतात ते जलाचं, ते असतं ना, पोखर असतं या मग, आपण नदी बघतो या समुद्र बघतो तेवढे ते अ, आग अगर तुम दगड मोठा करायला पडतो मग. हां. हां, मग तुम्हाला ते दगड मोठा करायला पडेल त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला लहर आणायची आहे तर, अगदी ना. तुम्ही आता तुमच्या मनाला एवढं मोठं करा, की हे छोटे-छोटे सोपे विचार तुम्हाला काही त्रास न दे. या मग तुम्ही स्वतःला एक असं अ, स्वतःमध्ये ए एवढे विचार येऊच नका देऊ. पण विचार तर येतील ना नेमकं कारण की आपलं मन आहे, त्यात मन चंचल असतो. ते कधी इथे बसलंय तर कधी लंडन पोहोचणार. त्याचं काही करू नाही शकत. पण
हां, हां. हां, हां. वाढतच जातं म्हणजे. तुम्हाला असं म्हणायचं. हां, हां. हो. हो. हो. ते तर आहे. हो.
तुम्ही मनाला मोठं करू शकता ताकी विचार कितीही आले तर तुम्हाला असं मनाला शांतता मतलब असं अशांत नाही व्हायला पाहिजे. अशी धुक धकाधुकी नाही झाले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय असतं ना, की जेव्हा पण तुम्हाला असं वाटतंय ना, की तुमच्या मनामध्ये खूप सतत विचार येत आहेत तर मग एक जागी शांतपणे बसा आणि त्या विचारांना येऊ द्या. पण नव्या विचाराला एंट्री नका देऊ; ताकी ते विचार येतील आणि मग निघून जातील. मग तुमचं मन आपल्या-आप शांत होणार.
हं. हो, हो. अरे वाह! छानच. म्हणजे अ, जो अ, आपण म्हणतो की जी घटना घडलेली आहे त्याने अ, खरंच अ, तुमच्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात अ, बदल केलेला आहे आणि छान आहे तो. पण मग अ, हे एवढा छान बदल तुम्ही तुमच्या रोज रोजच्या आयुष्यात अ, कसा म्हणजे वापरला? किंवा त्याचे काय छोटे-छोटे बदल केलेत?
हो. अ, फक्त मनापर्यंत नाही ठेवलं. अ, मी त्या दगडाला ना कोणाचा राग आहे, कोणाचा द्वेष आहे माझ्याशी. तर मी त्याच्या हिशोबाने पण बघितलं. मी तुम्हाला एक सांगतो, काय झालं होतं ना, की अ, मी अ, वाटतं मला असं मी काहीतरी उत्तराखंडमध्ये होतो एकदा
हां. हं. हां.
तर अ, जसं हे पाण्याचा बघितला ना मी, तसंच अ, हिमाचल प्रदेशला मी जेव्हा केदारनाथ गेलो होतो ना, तर केदारनाथला मी बघितलं की मंदिराच्या पाठीमागे ना एक भीमशील आहे. ज्यानी त्याला केदारनाथला डुबू नाही दिलं, बुडू नाही दिलं, अ, जेव्हा बाड आली होती ना तेव्हा. तेव्हा केदारनाथ मंदिरला त्या भीमशिलानी वाचवून घेतलं होतं.
हं. नक्की. हां, हां. अच्छा.
हां. मतलब एक गार्ड बनवून वाचवलं होतं पण आज पण ती शिला पाठीमागेच मंदिराच्या पाठीमागे ती शिला आहे. आणि तुम्ही बघाल ना, तर ती शिला मोठी आहे, पण ती एक दगडावर अडकलेली आहे.
हं, हं. हां, हां.
आणि कसं ते ने निसर्गालाच माहिती ते कसं काय झालेलं आहे. पण जेव्हा मी ते पर्वत या मग तेव्हा तो अ, भीमशिला बघतो ना तेव्हा मला असं असतं, तुमचे विचार ठाम व्हायला पाहिजे. तुम्ही कश कुठलीही परिस्थितीमध्ये असाल ना, तर तुम्ही असं पर्वतासारखे ठाम राहा. म्हणजे किती आंधी-तूफान आले, बाढ आली, काहीही आलं तर तुम्ही आपल्या जागेवरून हटायचं नाही, हलायचं नाही.
हां, हां. हं, हं. हां.
तर त्याच्यानंतर काय बदल घडला माहिती का तुम्हाला? माझी नाही एकदा भांडणं झाली होती. म्ह म्हणजे मी नव्हतं भांडलं. माझा एक्सिडेंट झाला होता गाडीबरोबर. तर जसं-जसं तो समोरवाला आला, माझी कॉलर पकडली आणि मला असं उचलायला मा हात उचलायला मारायला जात होता आणि मी त्याचा हात धरला आणि मी तिला शांत केलं, की पहिले झालं काय हे सांग. मी केली का चूक. तर मी माफी मागतो तुझ्याशी. हात नको उचलू माझ्यावर. तर म्हणजे कसं ना, की आपल्याला कोणी अ, कितीही दगड फेकलं ना पाण्यामध्ये, जसं तुम्ही पाणी झाले आणि समोरच्याचे शब्द दगड झाले. तर तुम्ही त्या दगडमधून असं विचलित नका होऊ. शांत राहा आणि मग त्याला ताकी मी नाही तर मी राग केला असता आणि मी प्रत्युत्तर दिले असते, तर मग भांडणं झाली असती ना, वादविवाद झाला असता आणि त्याचा काही अर्थ नाही. आजच्या काळामध्ये तर बिलकुलच नाही त्याचा अर्थ.
हां, हां. हो, हो. अरे. हो, हो. हं. हां, हां. हं, हं. हो, हो.
तर मग मी पाण्यासारखा शांत राहिला आणि ती ती जो परिस्थिती होती तिला सांभाळून घेतलं.
मग. हं. हं, हं. ही अ, म्हणजे तुम्ही जी परिस्थिती एवढ्या शांतपणे हाताळली, तर म्हणजे तुम्ही असं म्हणाल का की अ, त्या एका घटनेने हे झालं किंवा अ, त्या घटनेनंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी छोटे बदल केले आणि हळू-हळू हा स्वभाव बनला, असं तुम्ही सांगाल?
हो. असं मी सांगू शकतो त्या घटनेनंतर ना धीरे-धीरे, छोटे-छोटे बदल घडले. जसं मी ना स्वतःवर ताबा ठेवायला लागलो. माझा राग खूप होता. मी खूप रागीट आहे. कारण की माझं काम प्रोडक्शनमध्ये आहे तर प्रोडक्शनमध्ये राग घडी-घडी येतो. पण मी त्याच्या आणि राग यायला येतो ना म्हणजे विचार वाढतात. म्हणजे विचार वाढले की राग येतो, मन शांत नसतो तर राग येतो. तर मी मनाला शांत करणं सुरु केलं. श्वास घ्यायला लागलो, छोटे-छोटे अ, ब्रेक्स घेतो. ज्याच्यामध्ये मी स्वतःला ओळखून घेतो, स्वतःशी बोलतो की राग नाही करायचा. कोणी वाईट वागलं तर आपण पण वाईट नाही वागायचं. त्यामुळे कसं ना की मन शांत सर्व जे पण तुमच्याबरोबर चाललंय, त्याचा फक्त एकच कारणीभूत आहे ते तुमचं मन.
हां, हां. अच्छा. हो. हो, हो.
तुमचं मन स्वस्थ तर तुम्ही स्वस्थ. तुमचं मन अस्वस्थ तर तुम्ही अस्वस्थ. मग ते कुठल्याही अ, रूपेने होऊ शकतो. मतलब ते भांडणं होऊ शकतात किंवा मग किंवा घरामध्ये वाद-विवाद होऊ शकतात. काहीही होऊ शकतो.
बरोबर. हां, हां.
तर त्याच्यासाठी तुम्ही मन शांत केलं ना, तर तुम्ही असं असं करू शकतात. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. मी एक नवीन सवय सुरू केली होती. मी ना सकाळी उठल्यानंतर ना आपल्या झाडा अ, जो आपले गार्डन असतात ना छोटंसं आपण रोपं लावतो छोटी-छोटी, तिथे मी पाणी द्यायचा आणि त्यांच्याशी बोलून घ्यायचा. का की मला असं वाटायचं, मी निसर्गाबरोबर संवाद साधून घेतोय. तर मला ते झाड पण असं शांतताचं प्रतीकचा अ, वाटायचं. तर मी त्यांच्याशी बोलून घ्यायचं आणि काही भांडणं झाली, तर त्यांना सांगून द्यायचा की असं-असं झालेलं आहे. तर काय असतं ना तुमचं मन शांत झालं, तर तुम्ही पुढे काही मतलब असं छानशी करू शकता.
हं. हं. हां, हां. हो, अच्छा. हां. हं. हां, नक्कीच. हां, अ फरक पडतो म्हणजे त्या गोष्टीचा थोडा आपल्यातला राग, द्वेष असा थोडा रिलीज झाला, की छान वाटत असतं. पण मग अ, हा बदल जो तुम्ही एवढा छान केला आहे म्हणजे रोजच्या एफोर्ट्समधून आणि हळू-हळू ते तुम्ही करत आलेला आहात, तर मग तो फक्त तुमच्यामध्ये राहिला की अ तुमच्या कुटुंबातल्या लोकांना किंवा कामात किंवा मित्र-परिवार असतो त्यांनाही दिसायला लागला?
अ, माझी आईला हा फरक खूप लवकर जाणवला. कारण मी सर्वात जास्त आपल्या आईशी भांडतो. ती भाजी छान नाही बनली, हे असं झालेलं आहे, ते तसं झालेलं आहे. ती अ, ती कधी छान भात नाही बनवत. तर मी म्हणतो, कंट्रोलचा भात केलेला आहे तू. तर मतलब असं, असं असतं ना, खूप असं भांडणं, खूप करायचा मी आईशी भांडायचं. मग नेमकं कुटुंबामध्ये एवढं मी कोणाशी बोलायचं नाही. मतलब दादा-वहिनी हे लोकांशी माझा मजामस्ती संवाद असतो. बाबांशी तर आपण घाबरगुंडीमध्ये असतो. तर एवढं बोलत नाही.
हं, हं. हो, हो. हं, हं. हां. हं, हं. हं. हो. हं. ते आहे.
पण जेव्हा आपण आईशी बोलतो, तो पण त्याच्यानंतर आईला जाणवलं, की हा आजकाल भांडत नाही. ह्याला अ, कारल्याची भाजी दिली तरी चुपचाप हयानी खाल्ली. तर मला मग आई एकदा विचारलं मला, "की तुला काय झालंय रे? तू आजकाल काही बोलत नाही." तिला वाटलं असं मुली, मुलीचं चक्कर आहे. तर हा ब्रेकअप वगैरे झालेला आहे. तर हा त्रासलेला असेल काहीतरी, तर विचारलं. माझी आई माझ्या माझ्यासारखी अ, म मित्रासारखी आहे माझ्या. तर मी मस्त म्हणलं, "नाही गं आई." आता मला असं वाटतं की ना, आपण जेवढा राग करतो ना तेवढा आपल्याला, आपल्याला पण नुकसान होतो आणि आपल्या समोरच्याला पण त्या शब्दांचा वाईट वाटतं. त्या बोलल्या, "नाही मला कुठे वाटतं?" "नाही तुला नाही वाटणार गं. पण जेव्हा मी कोणा अजूनशी बोलीन ना, तेव्हा त्याला वाटू शकतो." तर माझा हे प्रयत्न आहे, की मी माझ्या रागाला थोडसं ताबा द्यायला पाहिजे आणि माझ्या शब्दांना पण थोडीशी अशी अ, विश्रांती द्यायला पाहिजे की जेवढं असेल ना तेवढं बोलायचं. मी तुमच्याशी असं अ, मतलब माझं असं म्हणणं आहे, की बोलू बोलतो, मी खूप बोलतो, मला मज्जा येते बोलण्यामध्ये, पण मी शब्दांना थोडंसं तोलून-मोलून बोलायला लागलो आजकाल. कारण की कोणाला माझ्या शब्दांच वाईट नाही वाटायला पाहिजे. कधी-कधी काय असतं ना, जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना, की अरे, हे ह्याच्याशी मी काहीही बोलू शकतो. पण एकदा नेमकं तुम्ही कोणाशी काहीही बोललं, उलट-सुलट, तर त्याला ती गोष्ट वाईट वाटू शकते. तर माझा हाच प्र अ, मी सांगितलं, की मला हाच प्रयत्न आहे माझा की मी कोणाचा मन नाही दुखवायला पाहिजे. माझ्या बोलण्याने कोणाला वाईट नाही वाटायला पाहिजे. बोलली," नाही तू मला बोलू शकतो." नाही मला माहिती आहे, "मी बोलू शकतो. पण मला बोलणं आता मला नाही आवडणार कारण की मला नाही तुझं मन दुखवून घ्यायचंय. तर तू बनव जे तू बनवून मी खाऊन घेईन आरामाने, काही नाही." मग त्या आईला समजमध्ये आलं. कामावर तर काय ना, कामावर समजणं खूप अवघड असतं. ते लोकं फक्त तुमच्याशी काम करून घेतात. तर त्यांचं एवढं नसतं. पण ऑपरेटर म्हणायला लागले, "की अरे सर तुम्ही आजकाल आम्हाला ओरडत नाही. आजकाल तुम्ही आम्हाला चमकवत नाही." म्हणला, "नाही आता मला, मला, असं वाटत नाही तुम्हाला चमकण्याची गरज आहे. तुम्ही खूप छान कामं करतात." त्यांना एवढं नाही सांगायचं ना, की असं मी करतोय, तसं करतोय, काही नाही. त्यांना सांगितलं, "की तुम्ही छान काम करता, ते म्हणून मी तुम्हाला बोलत नाही." तर त्यांचाही आत्मविश्वास असा वाढला, की अरे वाह! आम्ही छान कामं करतोय. तर मग ते पण तसं सांभाळून घ्यायचं.
हो, हो. नक्की. हं, हं. <chuckles> खूपच. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. नक्की. हं, हं. हो. हं, हं. <chuckles> वाह! हां. <chuckles> हो, हो, हो. बरोबर. तर नक्कीच, म्हणजे अ, एक बॅलन्स ठेवायचा म्हणजे, कुठल्या नात्याला कोणाला, किती सांगायचं आणि अ, कसं ठेवायचं. पण छानच आहे हा बदल खूप सुंदर झालेला आहे. मग ह्या बदलानंतर समाजाशी अ, काही अजून बदल आले का तुमचे म्हणजे, लोकांशी बाहेर वागण्याचं?
हो. पहिले मी लोकांशी कोणीही भेटलं, कोना कोणीही भेटलं, कसंही भेटलं आणि मी खूप बोलायचा त्यांच्याशी. "अरे वाह! तुम्ही खूप छान दिसताय, हे झालेलं आहे, ते झालेल आहे." पण मग नेमकं आता काय झालंय ना, मी एकदम मी तुम्हाला म्हणतो ना मी माझ्या शब्दांना खूप तोल अ, तोल वापरलाय. मतलब जेवढं गरज ना तेवढं त्यांच्याशी बोलायचं तसंच वागायचं.
असं काही बदल? हं, हं. हां. मोजून मापून बोलायचं म्हणजे फक्त. हां.
बिलकुल. एक शांतता ठेवायची मनामध्ये आणि मस्तिष्कामध्ये पण कोणाशी बोलताना, वागताना एक असं, असं असतं ना, एक मला असं वाटतं, त्या दृष्टी अ, त्या एक छोट्याशा शोधनी मला माझं व्यक्तित्व बदलण्यासाठी, असं भार पाडलं. की मी माझा व्यक्तित्व पूर्ण बदलून गेला माझा. मी शांत राहायला वाट अ, लागलो. कोणाशी जास्त वादविवाद नाही, कोणाशी जास्त हमरी-तुमरी नाही करायची, अगर कोणी मला खूप उलट-सुलट बोललं तर, मी हात जोडून निघून जातो, की "हां ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करा मी निघतो."
हां. मजबूत के हो. अ, हो.
का की त्याच्यानंतर काय होतं ना तुमचा म अ, तुमच्या आतमध्ये ना एक असा मला असं वाटतं मला तरी असं वाटतं की एक संत निर्माण होतो तुमच्यामध्ये. कसं की तुम्ही कोणाला काहीही बोलला पण तुम्ही शांत आहे ना तर बस मग रिलॅक्स करा. शांत राहा, मजा करा, बस. अजून कशावर लक्ष नका देऊ.
अरे वाह! हं, हं. नक्कीच. मग अ, अ, असं छोटसं हे पर्सनल विचारेल मी की अ, ही जी शांतता मिळालेली आहे, ती कशी वाटते?
ही शांतता मला असं वाटते ना की गुलाबजामून बरोबर अ, आईस क्रीम खाल्ली, ती पण व्हॅनिला फ्लेवर. <chuckles> म्हणजे ती मनाला अशी अ, ही शांतता ना एकदम तृप्त करून ठेवते.
<chuckles> हं, हं.
कधी-कधी तुम्ही ऐकलं असेल ना की खूप मोठे-मोठे ऋषीमुनी झाले होते. त्यांचं असं होतं की त्यांना मनामध्ये शांतता नव्हती.
हं, हं.
तर ते देवाचं नामस्मरण करायचे हे कराय आज मला ती शांतता बिना ने देवाचं नामस्मरणची भेटली आहे ना, तर मग मी देवाचं नामस्मरण करून घेतो का की मला असं वाटतं, परमेश्वर माझा आतमध्ये आहे ना तर माझ्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे ना, तर मी ते नामस्मरणने त्याला जागृत करून घेतो. का की एवढी शांतता ना, आपल्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. जेव्हा आपण उगाच तुम्ही एक ना रोनाल्डो हो आहे फुटबॉलर.
हो. हं. अरे वाह! हां, हां.
तो म्हणतो की मी कधी आर्ग्यु नाही करत. जेव्हा तुम्ही आर्ग्यु करतात कोणाशीही मित्र-मैत्रीण, बायको, आई, बाबा कोणही, कोणीही असेल. त्याच्याशी जेव्हा आर्ग्यु करता, तर तुमचा टाईम खोटी होतो आणि तो टाईम खोटी करायला तुमच्याकडे टाईम नाही आहे. आणि आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आज आपल्याकडे आजचा जो अ, 90ज ची जो पिढी आहे, मतलब नऊ 1990 वाली त्यांना समजून घ्यायला पाहिजे की आता त्यांच्याकडे फक्त 50 टोटल 50 वर्षाचा टार्गेट आहे. 50 वर्षानंतर ते नाही थांबणार. तर ते तेवढं छानशी जगा ना, कशाला फालतू उगाच कोणाशी वादविवाद घालायचा.
अच्छा. हं, हं. हां, हां. हं, हं. हो. <chuckles> नक्कीच. म्हणजे <chuckles> छान सांगितलं तुम्ही. खूप छान बदल आहे. निसर्गाने जो बदल दिलेला आहे तो अप्रतिम आहे. आणि तुम्ही पण अ, तो म्हणजे अ, मेंटेन ठेवला, कंटिन्यू ठेवला, बदल केले आणि सगळं व्यवस्थित म्हणजे तुम्ही अ, छान ते पार पाडलेलं आहे. खरंच या विषयावर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
<chuckles> मला पण खूप छान वाटलं. धन्यवाद.